सगळ्या हवेतच. यासाठी मुलं आत्तापासूनच अट्टहास करू लागली, मला म्हणजे 7वी-8वी तली मुलं मला नाईटआउटसाठी बाहेर जायचंय.
नाही. अच्छा. बापरे! एवढ्या लहान वयातली मुलं. बाप रे बाप!
म्हणजे हं, हं. हे हां. आणि त्या त्या गोष्टी पालकांनी नाही दिल्या, तर मग मुलांना अजून, त्यातनं हे व्हायला लागलं, की
नाईटआउट, 7वी-8वी च्या वयात म्हणजे कमाल झाली आहे, ही एकंदरीत. हं.
हो. म्हणजे त्यातनं त्यांचं त्यांना असं वाटायला लागलं की माझे पालक माझ्यासाठी काहीच करत नाहीत. म्हणजे ज्यांनी आपल्या नॉर्मल स्कूलमधनं त्यांना करता येईल असं चांगलंच केलं ना, पालकांनी, की चला बाबा एक चांगल्या चांगले स्कूल आलंय. आपल्या इथे इंटरनॅशनल स्कूल आहे, तर तिथे गेलो तर चांगलं होईल. पण तिथनं अशा अशा गोष्टी पण होतायेत, की आपण करायला जातो चांगल्यासाठी, पण तिथनं पण वेगळ्या गोष्टी तयार होतात. हा म्हणजे माझा जवळचा अनुभव आहे.
बरोबर. हो. हं, हं. हो. बरोबर. हं, हं. हं. हे असं झालं. <chuckles> बापरे! आणि काहीतरी वेगळंच होतंय. बरोबर, बरोबर. म्हणजे खरंच नक्कीच. म्हणजे खरंच तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय. म्हणजे हे जर असं जर होत असेल की म्हणजे एक क्राउड किंवा म्हणू शकतो एखाद्या संगत माणसांची जर एखाद्या शाळेमध्ये अशी असेल, तर हे असं देखील होऊ शकतं. आणि हे कळतंय की ह्या वयात नाईटआउट करणं म्हणजे काही योग्य नाही. नाईटआउटचं वय म्हणजे आपण आता म्हणतो, की कॉलेजला पण आपण आई-बाबा नाईटआउट करायला आपल्याला पाठवत नाही. कारण का, अभ्यास असतो किंवा मग किंवा एकदाचं कॉलेज संपलं म्हणा किंवा थोडंसं, तर त्या वयासाठी ठीक आहे. पण हे ह्या वयात जर होत असेल तर खरंच काही सुरक्षित नाहीये. हो.
हो, हो, हो. हं. म्हणजे या वयात म्हणजे आता असं होतंय, की त्यांना त्या गोष्टी माहीत पण नाहीयेत, की नक्की काय होतंय, काय नाही? प्लस त्यामधनं त्या घरच्यांनी दिल्या नाहीत, म्हणून घरचे माझं काहीच करत नाहीत किंवा माझ्यासाठी काही करत नाही, या भावना त्यांच्या तयार होताहेत. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, की ठीक आहे बाबा तुम्ही तिथे घाला, पण मुलांना त्या गोष्टी समजल्याही पाहिजेत किंवा त्या गोष्टी स कळण्यासाठी, तर तिथे शा शिक्षकांनीही लक्ष दिलं पाहिजेल किंवा बाहेरच्या अं, गोष्टी गोष्टींना आहे ना, असं नाही म्हणत, की तिथल्या शाळा किंवा सगळ्या चुकीत किंवा सगळीच मुलं असं करत असतील असंही नाहीये. पण काहीतरी गोष्टी चुकतच असणार, की ज्यामुळे मुलांना त्या गोष्टींची आपण म्हणतो ना, आता एखाद्याने टू व्हीलर आणली, तर आणि एखाद्याने फोर व्हीलर आणली, तर तो फोर व्हीलरची अपेक्षा करतो.
हो, हो. हं, हं. अशी. बरोबर. नक्कीच, नक्कीच. बरो हं. हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं. हं. बरं.